नक्कीच मग अ, हां, म्हणजे अशा गोष्टींवर तुम्ही पहिला विश्वास ठेवला नसला पाहिजे कुठल्याही लिंकवर अ, क्लिक करायचं नाही आणि जरी आला कॉल तरी त्यांना आपली माहिती शेअर करायची नाही आणि सरळ सांगायचं की, "आम्ही बँकेत जातो आणि आमचं आम्ही अपडेट करून येतो." तेवढंच जर तुम्ही तासभर बाहेर जाऊन आलात, थोडे कष्ट होतील. पण असं पुढचं होण्याचं म्हणजे संकटं वाचतील ना तुमची ऑनलाईन थोडं. हां, मग अ, तेव्हा मला असं सांगणं आहे की तुम्ही अजिबात त्यांना शेअर करू नका. आणि जर असं तुमच्या बरोबर होत असेल, तर तो नंबर तुम्ही अ, सायबर क्राईमला कळवा किंवा जर झालं असेल इन्सिडंट तुमचे जर पैसे गेले तर अ, अ, आत पहिल्यांदा सायबर क्राईमला फोन करा, केस लॉन्च करा. आणि नंतर पोलीसला एफ-आई-आर जो असतो ना तो फाइल करा. आणि तिथून मग ॲक्शन घ्यायला पोलीस चालू करतात. आणि बँकेमध्ये पण तुम्ही एफ-आई-आरवरची कॉपी देऊ शकता. आणि हे डिटेल्स जे झालेलं आहे, ते सायबर क्राईम ब्रांचकडे रिपोर्ट केल्यामुळे त्यांची पण कॉपी बँकमध्ये जाते. आणि बँक अ, अ, अ, आणि पोलिस डिपार्टमेंट मिळून त्याला ॲक्शन घेऊ शकतात. किंवा जे इन्शुरन्सचे पैसे जे असतात ना प्रत्येक खात्याचे, हे तर ॲटलिस्ट तुम्हाला मिळू शकतात. म्हणजे त्यांना जरी ट्रेस करणं शक्य नाही झालं, तरी जो असतो ना खात्याचा इन्शुरन्स वगैरे असतो.
कसं ओळखायचं? <clears throat> बरोबर. बरोबर. अगदी. हो ना. नक्कीच, नक्कीच. कारण बरोबर. हो. बरोबर. हो, हो, हो. बरोबर, बरोबर.
तर मग ते ही मिळू शकतं आणि बराचसा लॉस कव्हर होऊन जातो. पण मनस्ताप जो होतो ना, त्यातून म्हणजे लोकांच्या तब्येतीवर परिणाम होतो आणि काही-काहींचा जीव जाण्याची शक्यता असते आणि जीव पण गेलेले आहेत काही-काही लोकांचे त्यातून.
हो, जीवावर जाण्याची आणि हो. हो ना, म्हणजे आता ₹25 लाख रुपये त्या जवळ-जवळ एका मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यभराची कमाई म्हणता येईल.
केव्हाही जात आहे मग आयुष्य जातं लोकांना 25 लाख तरी होत नाहीत मग
हो आणि आयुष्यभर काय म्हणतो ना आपण कुठे स्वतःच्या भावनांना ह्याला अ, एक अ, विचारांना, कुठे स्वतःच्या हौशी-मौजीला दाबून ते पैसे जमवलेले असतात आणि ते असेच
जमवलेले असतात आणि काही-काही स्वप्न रंगवलेली असतात.
ॲक्झॅक्टली आणि असे ते एकदम गेले म्हणजे खूपच वाईट आहे. तुम्ही खरंच एक छान एक अनुभव इथे मला श बा शेअर केला की जेणेकरून एक अ, जागरूकता मनामध्ये आता आलेली आहे की बाबा असे इन्फॉर्मेशन जर कोणी शेअर करत असेल किंवा मागत असेल. तर स्ट्रिक्टली ते द्यायचे नाहीत त्यांना सरळ सांगायचं आम्ही बँकेला भेट देतो.
हो ना. हो. हो ना. तर कधीही द्यायचे नाही. नाही.